घरच्या रेसिपीचा गंध, आपल्या मेंदूतील स्मृतीसंबंधी भागाशी थेट जोडलेला असतो. त्यामुळे, जुने क्षण आणि भावना लगेच जागृत होतात. या गंधामुळे केवळ जेवणाची आठवण नाही, तर कौटुंबिक संस्कृती आणि आपुलकीची अनुभूतीही पुनरुज्जीवित होते. तर अ, एखादा असा खाद्यगंध तुम्हाला लगेच बालपणात नेतो का? आणि त्या नेमक्या कोणत्या आठवणी देतात?
हम्म. हो. मला ना, टोमॅटो आणि टोमॅटोशी निगडीत असलेले सगळे पदार्थ भयानक आवडतात. टोमॅटो राईस, टोमॅटोचा सूप, टोमॅटोचा सार, अ, स्टफ टोमॅटो, टोमॅटोची चटणी, जे काही टोमॅटो ऑमलेट, जे काही, जे काही टोमॅटोशी रिलेटेड पदार्थ आहेत, त्यामुळे त्या मटर पनीर वगैरेवाल्या भाज्याही मला खूप आवडतात कारण त्याच्यामध्ये टोमॅटोची ग्रेव्ही असते. <chuckles> तर हां, टोमॅटोचा एखादा पदार्थ कुठेतरी बनतोय किंवा तो माझ्याच घरात बनतोय, ह्याचा सगळ्यात पहिला वास मला येतो. <chuckles> कारण तो असा एक गंध आहे, की अं, जो ना माझ्या असा मेंदूपर्यंत असा थेट पटाक करून पोहोचतो आणि अशी चेतना देतो मला.
अरे वाह! हां. हां. हो, हो. हां. <chuckles> हां. हां, मग अ, त्याला काही असा खास वास असतो का, की तो तुम्हाला लगेच क्लिक होतो. असा काही वास असतो त्याचा? हां. कसा?
हो. म्हणजे कच्च्या टोमॅटोचा नसतो. पण ज्यावेळेला आपण, आपण तो टोमॅटो फोडणीला घालतो ना, तेव्हा त्याचा जो काही अप्रतिम वास येतो.
बरं. हां. हां.
आणि तो वास मला भयंकर आवडतो. खूप म्हणजे खूप आवडतो.
बरं, मला म्हणजे अ, पहिल्यांदाच असं मी ऐकलं, की टोमॅटोचा पण वास येतो. पण हरकत नाहीये तुम्ही तुम्हाला येत असेल. हां, हां.
<laughs> तुम्ही, तुम्ही करून बघा. तुम्ही करून बघा. टोमॅटो फोडणी घाला आणि तो अ, म्हणजे कांदा नसला पाहिजे त्याच्यासोबत. फक्त तेलात टोमॅटो.
हां. ओके. बरं. म्हणजे गोडसर वगैरे असा वास येतो का त्याचा?
तर त्याचा एक हां, थोडासा गोडसर आणि थोडासा आंबट असा एक खूप सुंदर वास आहे तो टोमॅटो जेव्हा आपण फोडणीला घालतो ना त्यावेळेला मग तो असा थोडासा हो शिजेपर्यंत आपण असा परतत ठेवतो ना आणि तो जसा जसा शिजत जातो तसा तसा त्याचा वास आणखीन सुंदर, सुंदर येत जातो. <laughs>
अच्छा. नक्की र नक्की ट्राय करेल. हां. हां. हां. अरे वाह! <chuckles> हां. तर मग हां तुम्ही सांगत होता त्याचा सुगंध तुम्हाला खूप आवडतो. हो.
हो. हो आणि त्या वासाची माझ्याकडे एक गोष्ट पण आहे म्हणजे अ, अशी की अ, माझं लग्न ठरलेलं आणि अ, सगळेच माझी केळवण करत होते माझी आत्या अ, नंतर माझ्या मावश्या माझ्या ताया असे सगळेच मला केळवणीला घरी बोलवत होते. तर तसंच माझ्या काकूने मला घरी केळवणीला बोलावलं आणि मी तिला विचारलं काय करणार आहेस माझ्यासाठी केळवणीला स्पेशल. तर ती म्हणाली सरप्राईज आहे तू ये. आत्ताच काय सगळं सांगू तू ये. आणि अ, आम्ही गेलो. असे छान मी कपडे वगैरे केले आणि आम्ही असे गेलो. आणि मी बेल वाजवली आणि मला वास आला. <chuckles> आणि काकूनी असा दरवाजा उघडला आणि मी तिला विचारलं टोमॅटोचा सार करतीयेस ना? ती म्हणाली, "श्या कसं कळलं तुला मला सरप्राईज द्यायचं होतं याला काय अर्थ आहे?" <laughs>
हां. हां. हां. बरं. हां. हां. बरं. हां. हां. <chuckles> हां. <giggles> म्हणजे काकूला सरप्राईज होतं आणि तुम्ही ते बोलून फोडून पण टाकलं असं झालं ते.
हो. पण मला खालीच वास आला होता म्हणजे ती 6व्या मजल्यावर राहते. पण मला टोमॅटोच्या साराचा वास ग्राउंड फ्लोरला आला होता. मी लिफ्टमध्ये शिरले त्याच वेळेला. आणि मला तेव्हाच कळलं होतं अंदाज आला होता थोडासा पण आता
हां. अरे वाह! की टोमॅटोच्या बाबतीत काहीतरी असेल नेमकं.
काहीतरी हां म्हणजे अ, पण आता तो काकूच्याच घरातनं येतो हे तर मला ग्राउंड फ्लोरवरनं अ, ब नाही समजणार ना कोणाच्याही घरी चालू असू शकतं. तर मी आईला म्हटलेलं तेव्हा पण आम्ही जेव्हा लिफ्टमध्ये जात होतो. म्हटलं आई हे बघ टोमॅटोच्या साराचा वास येतोय. तर मला आईने कशी फटका मारला होता टपली आणि म्हणालेली, "जाईल तिथे, तिथे काय तुला टोमॅटोचे वास येत असतात. काही असा आम्हाला कोणाला वास येत नाहीये. तुझं, तुझी कल्पना आहे म्हणे नुसती." म्हटलं "नाही येतोय वास." मग आम्ही जसं जसं हळू-हळू एक एक फ्लोर वरती यायला लागलो, मग 6व्या मजल्यावर आल्यानंतर मला एकदम प्रॉमिनेंटली वास आला. म्हटलं, "हां, हे काकूच्याच घरून वास येतोय या गोष्टीचा." आणि मग मी म्हटलंच तिला की, "तू टोमॅटोचा सार करतेस ना?" मग तिला असं झालं की देवा म्हणजे तिला असं छान प्लेटिंग करायचं होतं त्याचं खरं तर. <chuckles> की छान माझ्यासाठी असं ताट वाढायचं होतं. छान टोमॅटोचं ते सार केलेलं त्याच्यावर अशी छान तुळशीची पानं ठेवायची होती, असं छान क्रीम घालायचं होतं. ह्या सगळ्याचं मी वाटोळं केलं सांगून तिला.
हं. असू शकत ना. हो. हं. <chuckles> <chuckles> हां, मग ते. हां. बरं. अरे वाह! वास येतोय. अच्छा. हां. ओके, ओके. मग. वाह! हां. अच्छा. पण ठीक आहे म्हणजे काकूनी हे लक्षात ठेवलेलं, की केलं तर टोमॅटो संबंधित करायचं म्हणजे तुझ्या आवडींना तिने खूप न्याय दिला थोडक्यात तर मग हां.
हो. हो, म्हणजे खरंतर आम अ, आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की मला टोमॅटो किती प्रिय आहे. आणि त्यामुळे माझ्या घरातल्या सगळ्या लोकांनी असं ठरवलं होतं, की ज्याची टोमॅटोची शेती आहे अशा माणसाशी माझं लग्न लावायचं. पण मी त्यांना सांगितले, हो पण मी त्यांना सांगितलं होतं की "असं अजिबात करू नका कारण त्याची शेती आहे तर तो मला का खायला देईल?"
हां. हां. लग्न करायचं. अरे बाप रे! तो एक मोठा विनोद. <chuckles> हो ना, तो असं विकूनच पैसे मिळवणार ना? हां.
असा माणूस पाहिजे हां, असा माणूस पाहिजे, ज्याला मुळीच टोमॅटो आवडत नाही. तर मला खायला मिळतील टोमॅटो.
हो ना, नक्कीच. चांगला विचार आहे नक्कीच. असा मी विचार कधीच केला नव्हता आणि
<chuckles> हो, पण खरंच माझ्या नवऱ्याला अजिबात टोमॅटो आवडत नाही. <chuckles> हो.
अच्छा! हो का? म्हणजे काय, म्हणजे काय म्हणायचं योगायोगच म्हणायला पाहिजे तो. हां, मग असं टोमॅटो व्यतिरिक्त, तुम्हाला असे कोणते मसाले किंवा असं क कुठलं असा टिपिकल वास असतो ना कुठल्यातरी पदार्थाचा ते लगेच आठवण करून देतात किंवा तुमच्या ते असं अ, मनावर कसा म्हणजे स्मृतीवर कसा प्रभाव टाकतात?
योगायोग, योगायोग. हं. हं, हं. अं, आणखीन एक असा वास आहे, अ, लसणीचा तडका देतो ना आपण.
हां. हो, लसूणीचं.
तो एक वास मला भयंकर आवडतो. म्हणजे मला ना खमंग, खूप सुंदर वास येतो त्याचा. अ, अं, मला ना, मला आणि माझ्या भावाला आम्हाला दोघांनाही आंबाडीची भाजी प्रचंड आवडते.
जे खमंग असा वास येतो का? हां. हां. बरं.
म्हणजे आंबट चुका नाही हा, आंबाडी पालेभाजी. तर अ, ती भयंकर आवडते आणि आमची जी मावशी आहे, ती ना ह्याच्यामध्ये लसूण
अंबाडी हो माहिती. हां. बरं. हां.
अ, घालते या भाजीत आणि आमच्या आईला लसूण अजिबात म्हणजे लसणीचा वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे आई अ, कशातच लसूण वगैरे अ, घालायची नाही. पण आम्ही जेव्हा मावशीकडे जायचो ना, त्यावेळेला मावशी अ, भा अंबाडीच्या भाजीत लसूणही घालायची आणि स्पेशल आम्हाला लसणीचं तेल करून ठेवायची, अंबाडीच्या भाजीवर घालून भाकरीशी खायला. अ, मला आत्ताही तोंडाला पाणी सुटतंय. <chuckles>
बरं. अरे, हो. हां. हं. हां. अरे वाह! छान. हो आणि मग ते अ, लसूणचा फ्लेवर एक छान असतो. म्हणजे थोडा उग्र असतो पण मग अ, काही-काही तुपाचा स्वाद वगैरे असा दु द्विगुणित करायला लसूण वगैरे वापरता वगैरे अ, असं तुम्ही कधी ऐकलंय का त्याच्यामध्ये?
खूपच! पण खूप छान लागते. अ, म नाही पण आता तुम्ही मला तुपावरनं सांगितलत, की म आठ आठवण करून दिलीत, की एक तुपाचा वास आहे जो मला प्रचंड आवडतो. म्हणजे तूप कढवताना तो जो अ, म्हणजे लोणी. आय एम सॉरी, लोणी कढवताना म्हणजे तूप जसं हळू-हळू तयार होतं, तेव्हा तो जो तुपाचा वास दरवळ. जो काही सगळीकडे असा वातावरण भरून टाकतो ना, तो दरवळ. तो मला प्रचंड आवडतो आणि
हां. हां. हो. हां. हं. हां. हो. हां.
सुदैव किंवा दुर्दैव. मला वासाने समजतं की हे तूप प्युअर आहे का डुप्लिकेट आहे. <chuckles>
हां. अच्छा! हो, मग ते अ, म्हणजे तूप तुम्ही म्हणजे जनरली म्हणजे जो वास असतो, पण तो काही-काहींचा, असा असा वेगळा येतो बघा, म्हणजे जनरली काही-काहींना आवडत नाही. तसं तुमच्या बाबतीत काय होतं का? म्हणजे असं काही विचित्र वास येतो कधी-कधी त्याचा.
हं. अं, हे ना माझ्यासोबत मी जेव्हा प्रेग्नंट होते ना तेव्हा झालेलं की
हां.
मला लसणीचा वास खरंतर म्हणजे त्या तडक्याचा वास इतका प्रचंड आवडतो. पण प्रेग्नन्सीमध्ये लसूण फोडणीला टाकला रे टाकला, की मला भयंकर मळमळायचं.
हां. अरे! बाप रे! हां.
आणि मी नाकाला रुमाल तरी बांधून फिरायचे नाहीतर मी अशी जागा शोधायचे, जिथे मला वास नाही येणार लसणीचा किंवा मी
हो. हां, म्हणजे ते नॉसिया म्हणजे मॉर्निंग सिकनेस वगैरे. हां, तशा प्रकार हां.
हां, तसं व्हायचं मला हो आणि मग मी उदबत्त्या लावायचे किंवा अ, परफ्यूम मारायचे, पण परफ्यूम मारलं ना, की परफ्यूम आणि त्या लसणीचा एकत्र वास व्हायचा आणि त्याने मला आणखीन मळमळायचं. त्याच्यामुळे मी शक्यतो अ, लांब जायचे किंवा आणि इथे सासरी कसं आहे, की सगळ्यात लसूण असतो आमच्याकडे. म्हणजे बऱ्यापैकी लसूण वापरला जातो. अगदीच अ, नैवेद्याच्या भाज्यांमध्ये वगैरे लसूण वापरला नाही जात. त्यामुळे मग मला फार कठीण व्हायचं. मी आधीच सांगून ठेवायचे, "तुम्ही फोडणी घालताय तेव्हा मला सांगा. मी रूमला दरवाजाला म्हणजे अ, रूमचा दरवाजा लावून कडी घालून बसते आतमध्ये. तुमचं झालं की मग मी येईन." थोडा जरी आला ना तरी मला असं अनइझी व्हायचं एकदम पण ते, ते तेवढ्यापुरतच झालं होतं. हं.
हां. अरे देवा! हां. हां. वापरला जातो. हां आणि हो. अच् हां, तिथे नसतो वापरायचा. हां. लावून घेते. हं. हो. ते तेवढ्यापुरतं मर्यादित. पण तुम्हाला असा ओव्हरऑल आवडतो म्हणायचा म्हणजे लसणीचा फ्लेवर वगैरे. तर मग अ, असा अशा घरच्या रेसिपीचा गंध आणि काही असं आठवणी जपण्यासाठी तुम्ही किंवा कुटुंब काय करत असता नेमकं?
खूप आवडतो, खूप आवडतो लसणीचा फ्लेवर, लसणीचा वास. हं. आम्ही ना घरात, तूप कढवतो, म्हणजे लोणी कढवतो.
बरं.
कारण तो वास आम्हाला आवडतो भयंकर तुपाचा घरात दरवळतो तो. त्यानंतर अं, आपण दिवाळीला जे बेसन भाजतो की नाही?
हां. हो, हो.
त्याचाही एक खूप खमंग वास येतो बघा.
हो. एकदम छान. <chuckles>
म्हणजे अं हो, माझ्या आत्ते सासूबाई वगैरे म्हणतात, की विकत आणू ना कारण, त्या आता वयस्कर झाल्या आहेत
हां. हां. मग तसं काही तुमची त्याची काही आठवण आहे का? बेसन रिलेटेड असं खूप तुम्ही
आणि त्यांना दमायला होतं, आम्ही खूप माणसं हां, म अ, अ, तेच सांगते आहे मी, की अ, आम्हाला असं म्हणजे त्यांना असं वाटतं, की माझ्यावर पडतं मग सगळं. त्यांना करता येत नाही, जमत नाही, खूप दमायला होतं. असं वगैरे होतं. पण माझाच अट्टाहास असतो, की दिवाळी आहे घरात, हे कसं कळतं? ज्यावेळेला ते बेसन भाजलं जातं. त्या खमंग वासाने समजतं की दिवाळी आली आहे. तर हे झालचं पाहिजे, त्या बेसनाचा वास दरवळलाच पाहिजे घरात.
हां. हो. हां. हां. अ, खमंग वास येतो. सगळीकडे दरवळतो. हो. पाहिजे. त्याशिवाय दिवाळी वाटणारच नाही ती. हां.
हां. त्यामुळे दिवाळी वाटणार नाही. त्यामुळे अ, हे असे काही पर्टिक्युलर वास आहेत जे मला घरात असतं अट्टाहासाने, अट्टाहास असतो माझा, की हे वास घरात दरवळलेच पाहिजेत. जसा लोणी कढवण्याचा वास आहे, बेसन भाजण्याचा वास आहे. शंकरपाळे तळण्याचा वास आहे.
पाहिजे. हां, हां. हां. हां किंवा चकल्यांचा
त्याचा एक असा गोडूस वास असतो. हो. चकल्या हो चकली तळल्याचा वास आहे. पुरणपोळी भाजताना एक खूप सुंदर वास येतो. तो एक वास आहे हो. मग अश असे जे वास आहेत ना, ती वाऱ्याची झुळूक घेऊन जो सगळीकडे तो वास असा दरवळतो ती झुळूक जो दरवळवते सगळीकडे वास, त्या वासाने समजतं, की घरात काहीतरी शुभकार्य आहे. किंवा काहीतरी गोड पदार्थ आहे म्हणजे काहीतरी आनंद घरात साजरा होत आहे.
चकलीचा वगैरे असा येतो ना? हां. हां. हो एकदम छान व्यास येतो गोड असा छान येतो. हां. हां. हां. आहे, हो. ओ हो, नक्कीच तर मग
त्यानंतर आपण सत्यनारायणाचा शिरा करतो बघा. ज्यामध्ये आपण केळं घालतो प्रसादाचा. हां. त्याचा पण एक खमंग वास येतो.
हां. शीरा प्रसादाचा असतो केळं किंवा तुळशीचं पान वगैरे असतं. हां. अच्छा. पण तो असा भाजलेला असतो का जास्त रवा, म्हणजे प्रसादाचा?
नाही रवा भाजतानाचा वास नाही येत. ज्यावेळेला आपण त्याच्यामध्ये तूप म्हणजे रवा भाजून झाला की त्यात आपण जेव्हा केळं घालतो ना तेव्हा खूप सुंदर वास येतो.
ओके. हां. हां. अच्छा. हां, हां.
हं. आणि नंतर मग शेवटी आपण जेव्हा वेलची पूड घालतो, तेव्हा एक सुंदर त्याचा दरवळ सुटतो सगळीकडे.
हां. हो वेलचीचा वास काही अ, म्हणजे अप्रतिम असतो, तो म्हणजे घ्यावासाच वाटतो. तर मग आजच्या वेगवान जीवनात पारंपारिक गंध आणि टिकवण्यासाठी असे काही सोपे उपाय असू शकतात का? तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल?
हां. हां. हो. हो ना. हं. हं. सोपे उपाय एवढेच आहेत की जे पारंपरिक गंध आहेत ना, ते आपल्या घरात दरवळले पाहिजेत.
अच्छा! म्हणजे
त्यासाठी जर समजा आता म्हणजे हे जसं आपण म्हटलं बेसन किंवा रवा किंवा शिरा, अ, पुरणपोळी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली करणं जर पॉसिबल नसेल, सगळ्या गोष्टी तर कधीतरी एखादी गोष्ट तरी करावी.
हां. हां. हां, म्हणजे जसं सवडीप्रमाणे.
जेणेकरून हा दरवळ टिकून राहील हां, घरभर.
हां, हां, हां, हो, हो. म्हणजे पारंपरिक स्वाद आणि गंध यांची अनुभूती नक्कीच सगळ्यांनी घेतली पाहिजे म्हणजे असं काहीतरी करून वगैरे, तर अ, छान सांगितलं तुम्ही घरच्या रेसिपी कशा आणि त्याचा गंध आणि स्मृतीचा संबंध कसा आहे? म्हणजे तुम्हाला बेसन भाजला की दिवाळीची आठवण येते नेमकी किंवा अ, टोमॅटोची फोडणी दिली की तू खूप असे म्हणजे छान वाटतं की कधी एकदा जाऊन तो पदार्थ खाईल असं होतं किंवा लसणीच्या फोडणीचा आणि तुपाचा असा अप्रतिम वास तुम्हाला खूप आवडतो आणि तो कायम दरवळत राहतो तुमच्या अवतीभवती. हो, तर अ, छान वाटलं तुमच्याशी बोलून अ, पुन्हा भेटू लवकरच धन्यवाद! आणि खूप सारे आभार.
हो, हो, खरंच. हो. हं. हो. <chuckles> हं. हो. हो, हो. मला पण खूप मज्जा आली. खूप-खूप धन्यवाद.